बघा ना. या जगामध्ये वावरताना आपल्याला कोणाना-कोणाचा तरी आधार लागतो, नाही का? आणि तो आधार नेमका कोणाचा राहतो तेच आपल्याला कळत नाही. तर तुमचंही असं काही आहे का? का तुमच्या आयुष्यातला मुख्य आधार कोण आहे? असं मला सांगाल?
अ, नक्कीच मला सांगायला आवडेल आणि खरंच मला नक्कीच, हे <chuckles> सांगायला, असं मनापासून असं वाटतंय की खरंच माझ्या आयुष्यातला जो माझा जो मुख्य आधार जो आहे, तो माझे आई-वडील आहे.
अरे वाह! मस्त! म्हणजे, आई-वडील मुख्य आधार तर राहतातच, कारण ते आपल्याला जन्म देतात, नाही का?
आणि अगदी बरोबर.
हो, सांगा ना मग अजून काही?
अ, आई-वडील, काय आहे ना की पहिल्यापासून काय, मला सगळ्यात जास्त ओळखणारे आजही मला सगळ्यात जास्त माझ्या बायकोपेक्षा किंवा माझ्या बहिणीपेक्षा, इतर कुठलाही माझा चांगल्यातला चांगला मित्र असू द्या, की मला सगळ्यात जास्त जे ओ ओळखतात ना, ते माझे आई-वडीलच आहे. आणि त्यातल्या त्यात असं वाटतं की मला
हं.
आई तरी व्यक्त करून दाखवती, बोलून दाखवती आणि मला असं वाटतं, की मला वडिलांपेक्षा जास्त आई समजती, पण हां माझा गैरसमज आहे, असं मला वाटतं. कारण की,
हं.
अ, वडीलपण त्याच पद्धतीने मला समजतात, पण ते कधी बोलून दाखवत नाही. आणि मला असं होतं ना, की नेहमी की मी प्रॉब्लममध्ये आहे. अडी-अडचण आहे काही गोष्ट आहे. तर मला ती गोष्ट बोलून नाही दाखवावं लागत. ते ऑटोमॅटिक त्यांना कळते ती. आणि मग समोरून जे आहे, त्याचं सोल्युशन्स माझ्याजवळ येतात. मग ते आर्थिक असुद्या किंवा कुठल्या गोष्टीची गरज असुद्या. किंवा मग काहीही मानसिक आधार असुद्या, काहीही असुद्या ते. ते बोलून नाही दाखवत किंवा मी त्यांना विचारायला जात नाही की मला असं-असं आहे. पण ती 1 बॉन्डिंग आहे आमची, चांगल्या पद्धतीची. आणि ती त्यांच्याकडून मला असं वाटते की खरंच, हां मे मुख्य आधार आहे हा मुख्य आधार आहे आपला.
बरोबर. हं. हो का. हं. होते, हो. नक्कीच, म्हणजे तुमची ती हो. बॅकबोन सांगितलं. खरंच खूप म्हणजे एकंदरीत तुमचं आणि त्यांचं मन जुळलेलं आहे ना. मग त्याच्यासाठी त्यांना कळत-नकळत, तुम्ही सांगूनही न दाखवता, पण तुमच्या चेहऱ्यावरून किंवा तुमच्या डोळ्यांवरून त्यांना कळून जात असेल, नाही का. मग एखादी घटना असं सांगू शकता का तुम्ही? का ज्यावेळी अ, तुमच्या आई-वडिलांनी, जे तुमचे मुख्य आधार आहेत, तुमचं पाठ थापलं, खास करून जेव्हा तुम्ही एखाद्या सर्वात नाजूक आणि अडचणीत होतात, काही सांगाल मला?
हा आपला बॅकबोन आहे. अ, तसं तर आई-वडील वडिलांसाठी असं काही यश-अपयश असं काही नसतं मुलांचं, सगळ्याच बाबतीत अ, उभे राहतात आणि सगळ्याच गोष्टीत त्यांना असा आनंद वाटतो की चांगली गोष्ट करतोय, चांगलं केलंय तर अशी पाठ येऊन अशी काही थापटत तर नाही ते आणि वडिलांचं म्हणलं तर
बरोबर. नाही हां, असं आता परीक्षेला बघा, परीक्षेचंच तुम्ही घ्या उदाहरण नाही का, अ, उदाहरणार्थ परीक्षा म्हणा किंवा एखादी चांगली नोकरी म्हणा किंवा एखादं चांगलं अ, अपयशातून तुम्हाला यश भेटलं तेव्हा, असं काहीतरी होतं ना, म्हणजे तेव्हा आई-वडील एकदम खुश होऊन जातात आणि पाठ थापतात, काहीतरी असं झालं असेल ना तुमचं काही अनुभव?
अ, एवढं मोठं तर नाही, पण मला एक आठवतं, की जेव्हा मी माझं स्वतःचं जेव्हा हक्काचं मी घर घेतलेलं, त्यावेळेस त्यांना असं वाटलेलं, थोडंसं अभिमान वाटलेला त्यांना आणि वाटलं त्यांना चांगलं की ठीक आहे, आता केलं बाबा ह्यांना करून दाखवलं, घेतलं
हम्म. हां.
उशिरा का होत नाही, वेळ लागला ठीक आहे, पण याने करून दाखवलं त्याच्या वयामध्ये. ती एक पाहण्याची इच्छा असते प्रत्येक आई-वडिलांची, की मुलं किती कर्तृत्वाने कुठपर्यंत ते करू शकतात. आणि घर एक अशी गोष्ट आहे, शहरामध्ये घर करणं म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली आहे आता, आणि ते घर करताना भरपूर गोष्टींचा विचार करावा लागतो आणि ते फायनान्शियलीच नाही, तर तुमचं मेंटलीसुद्धा तुम्हाला फार प्रिपेअर व्हावं लागतं त्या गोष्टीसाठी आणि तीच 1 गोष्ट घ घरच्यांना महत्त्वाची होती, की पैशापेक्षा जे आहे त्याचा विचारधारणा बदलली, कारण की माझं काय आहे थोडंसं राहणं, लाईफस्टाईल, बाकीचे खर्च आणि बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी अ, अशा होतात की घरच्यांना असं वाटलं की हां, सगळं करेल, पण ह्या गोष्टींचं सॅक्रिफाईस करणार नाही किंवा याला याची भीती मग जेव्हा ते घर घ्यायचा निर्णय झाला, तर त्यांनी मला ह्या गोष्टी परत सांगितल्या. "म म्हणलं, बघ असं असं आहे म्हणे, कशाला भानगडीत पडतो म्हणे? काही आवश्यकता नाही ना म्हणे की आपल्याला काही राहायला घर नाही आहे का, तुला घर नाही आहे का, काय स्वतःचं असं घर नाही आहे? असं असं आहे सगळ्या व्यवस्थित, ते पण तुलाच असं वेगळं घर का घ्यायचं आणि कशासाठी घ्यायचं? ते"
हां. बरोबर. बरोबर, हो. बरोबर. हं. हम्म. मग तुम्ही कसं समजवलं त्यांना?
मी तर त्यांना समजावून सांगितलं. नाही म्हणलं काय होतंय म्हणलं, की मला असं वाटतं कुठेतरी जिम्मेदारीनं आपण कुठेतरी काही ना काही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे म्हटलं, कारण की असंच चालू राहिलं म्हटलं तर मग मलाही थोडीशी पुढची काळजी आहे मला काय आहे म्हटलं आता जसं मी नकळत का होत नाही म्हणलं बऱ्याच वेळा मला मनात येतं ना की आपल्याला आपल्यासाठी आपल्या आई-वडिलांनी काय केलं? तुम्ही काय केलं? असे होतात ते भावना असतात काही ना काही बोलतात माणूस. तर मी म्हटलं तसे माझे मुलंही मला उद्या बोलतील, की हे तर बाबांचं घर आहे, आजोबांचं घर आहे. तुमचं घर आहे, तुम तुमचं घर कुठे आहे? तुम्ही बांधलं का घर? अशातलाही तो भाग होता ना. की तुम्ही आमच्यासा हां, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? असा प्रश्न करू शकतात मुलं. साहजिक येतं.
हं बरोबर, हो. नक्कीच हो. हम्म, पुढचा विचार. हं. हं, मग ते काय बोलले? तुमचे आई-बाबा काय बोलले याच्यावर?
तेच अगर तू विचार केला आहे, लांबचा विचार असेल आणि तुला सगळ्या गोष्टी झेपत असतील तर कर, कारण की यांना भरपूर काही अडी-अडचण येणार आहे काही सोपी गोष्ट नाही म्हणे. तू आता घर घ्यायचा विचार करतोय म्हणे, ठीक आहे. आज तुझ्याजवळ थोडे सेविंग्स आहेत, पण तुझं कसं बॅकअप आहे म्हणे, प्रायव्हेट नोकरी आहे. नोकरी कधी असती, कधी नसती. त्याच्यानंतर एवढा हप्ता जाणार म्हणे तुझा. अर्ध्या पैशामध्ये घर भागवणं सगळचं, सगळंच काही करणार नाही त्यातल्या त्यात तू कसा वेगळा आहे म्हणे, की असं नाही की आमच्या सोबत असतं तर ठीक होतं म्हणे.
हं. हं. बरोबर हो. हं.
घरातला घर खर्च आहे. ते ब बऱ्याच गोष्टी निघून जातात, भागून जातात म्हणे.
बरोबर.
पण तू ऑलरेडी राहायला वेगळा आहे. तुला पण तुझे वेगळे खर्च आहेत म्हणे.
हं. मग?
या गोष्टींचा विचार कर आणि मग तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहे. माझ्या मते तर वाटतं की तू नाही घ्यायला पाहिजे म्हणे.
आणि मग? नक्कीच. मग आणि जेव्हा तुम्ही ते स्वतःचं घर घेतलं, तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती हो मग?
चिंता. <laughs>
अच्छा. चिंता मला अ, खुश नाही झाले ते?
खुश होते. पण त्याच्या पाठीवर हां घेतलं.
तर घेतलं, मुलाने घेतलं शेवटी.
ते घेणार होतो, ते तर माहिती होतं त्यांना. कारण की मी सगळं काही ते सांगितलं होतं, माझं प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग हे ते एवढं सेव्हिंग्स आहे. असं-तसं, विचार चालू होता. त्यांनीच मला क्लिअर केलं सांगितलं, "तू एक काम कर म्हणे, तुला कारची फार आवड आहे म्हणे, कार-वार आवडते, तर एखादी कार मार कार घे म्हणे."
हं. हं. हं.
"कार घे. बाकीचे काही दुसरं काही असतील तर ते बघ, ते कर. छोटी-मोठी इन्व्हेस्टमेंट घे, गोल्ड घे, हे घे. घरच का घ्यायचं आहे? म्हणे तुला एवढी मोठीच ,अशी इन्व्हेस्टमेंट का करायची म्हणे तुला?" तो त्यांचा एक विचार होता. आणि मग ती काळजी असतेच प्रत्येक आई-वडिलांना.आपले मुलं <laughs> आपल्या मुलांना ते चांगल्या प्रकारे ओळखतात की ह्यांचे पाय किती पाळण्यात आहेत, आणि किती बाहेर आहेत?
मग? नक्कीच हो. हां. म्हणजे एकंदरीत त्यांना माहिती होतं. आणि असं का जेणेकरून तुम्ही तरी ते घर घेतलं आणि ती नाजूक स्थिती होती तुमची, नाही का. पण तरी तुमच्या घरच्यांनी, तुमच्या आई-वडिलांनी जे तुमचे मुख्य आधार आहे, नाही का. पोर पूर्ण जीवनभर राहणारे, त्यांनी तुमची साथ दिली. ही ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. मग कधी असं झालं का अ, की तो आधार अपेक्षित वेळी तुम्हाला मिळालाच नाही, आणि मग तुम्ही काय केलं? आणि त्या धड्यातून तुम्ही काय शिकले? ते सांगा मला. असं कधी झालंय?
अ अ, अडी-अडचण तर येतच असतात. पण असं नाही झालं की तो आधार मला कधी भेटला नाही म्हणून. अशी अडी-अडचण आली की ज्यावेळेस असं वाटलं ना की बाबा आता आधाराची गरज आहे आणि मी ज्या व्यक्तींसोबत डिपेंडेंट होतो की माझे <smacks lips> जवळचे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील की बाबा हे अशावेळी मला आधार देतील किंवा यांचा आधार आहे मला की मला घरी काही सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. अ, लाईफमध्ये. की असा आहे तो पिरेड जसा-जसा पॅडॅमिकचा पिरेड आलेला, लॉकडाऊनचा पिरेड आलेला, त्यावेळेस माझ्यावर भरपूर काही आर्थिक अडचणी आलेल्या होत्या. की आता फ्लॅटचा रेंट आहे. बाकी सगळे, रेंट म्हणजे ई-एम-आय आहे त्याचा. बाकीच्या गोष्टी आहेत परत. मी बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी त्यावेळेस केल्या, ज्यां नव्हत्या करायला पाहिजे. एक्स्ट्रीम शॉपिंग, अनावश्यक वस्तू घेणं. अनावश्यक वस्तू व अनावश्यक वस्तू घेणं, अनावश्यक खर्च त्यावेळेस आणि एकदम मोजकेच, सेव्हिंग्स म्हणजे मोजकीच नावाला जशी. एक दोन महिन्याची सेविंग्स अशीच. पण तो पिरेड फार लाँग टाइम होता ना तो.
हं. हं. बरोबर. जसे की? हो, हो. हं. हो का? हं, हं. बरोबर. मग तेव्हा काय केलं तुम्ही?
<smacks lips> तेव्हा तर काय करणार आता? <chuckles> त्या वेळेला तर काही सिच्युएशन होते, पण होतं सुरळीत चालू होतं माझं सगळं. पण मला बऱ्याच वेळा अशी आर्थिक अडचण जाणवली, की बाबा आर्थिक अडचण आहे. आणि मला ज्यांच्याकडं मी ज्यावेळेस त्यांना मदत केलेली की ज्यांच्याकडून माझं काही देणं-घेणं होतं, त्या लोकांकडून तर काही देणं-घेणं काही वेळला वेळेवर तर आलं नाही. पण असं नाही वाटलं की ठीक आहे, आता आर्थिक तर ठीक आहे, पण असं काही आधार देतील मुख्य की "बाबा असं नाही तसं करू, आपण हे करू. ठीक आहे, मलाही आर्थिक प्रॉब्लेम आहे. आपण मिळून सोडवूं," अशातला काही तो भाग नव्हता. आणि त्यावेळेस आहे ना, मला घरून नेहमी नेहमी विचारपूस येते, “व्यवस्थित चालू आहे ना सगळं?” सॅलरीतर अर्धी झाली होती पँडेमिकमध्ये. आणि त्याचा हप्ता चालला घराचा आपला पूर्ण. आणि मग काय उरणार आहे आपल्याजवळ? आणि मग कसं चालवायचं आता? मेट्रोत बाहेर, चांगल्या सिटीमध्ये राहायचं म्हटलं तर खर्च फार आहे ना तुम्हाला.
हं. हं. बरोबर. बरोबर. हो. हं. हो ना. नक्कीच. शहरामध्ये तर अ, खर्च दुप्पट, गावाकडे जितकं कमी राहतं तुम्हाला असं नाही वाटत खर खर्च शहराकडे पण दुप्पट राहतो. आणि मग अशा वेळेस जेव्हा हे झालं, तेव्हा मग तुमच्या घरच्यांनी आता जेव्हा ती परिस्थिती ती कोरोनाच्या पिरियडमध्ये जी परिस्थिती तुमच्यावर आली, मग तुमच्या घरच्यांनी तुम्हाला साथ दिली का? जे तुम्ही आता तुम्ही मुख्य आधार सांगता ते त्यांनी?
फार मग दुप्पट होतं. हो. हां, दिली त्यांना त्यांनी तर भरपूर साथ दिली त्या पँडॅमिकमध्ये, भरपूर हे दिलं त्यांनी, तर असं मी काय सांगू तुम्हाला, की मी भलेही मना करायचो, त्यांनी तर महिन्याचा किराणा जो असतो ना, किराणा तो किराणासुद्धा पाठवलेला त्यांनी. मी म्हणायचो अरे बाबा नको मी घेऊ शकतो इथं, मला काही अडचण नाही. अरे नाही असं आलेलं आहे, तसं आलेलं, परत मग उगाचच नाही म्हणून मग आर्थिक मदत करणं देण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला, न मागता.
हं, हं. हो, का. हं.
मग याच वरून दिसून येतं ना आपल्याला.
बरोबर. मग भविष्यात हां आधार कसा टिकवायचा अ, असं तुम्ही विचार करता का? कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टी आहे, ज्या रोज तुम्हाला कायम ठेवता येतील असं? काही सांगा मला, काही संवाद, काही मर्यादा?
अ, विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी, की त्यांचा विश्वास भंग नाही झाला पाहिजे पहिली गोष्ट तर, कुठल्याही य याच्यावरून की जसं माझा तो फ्लॅटचा निर्णय चुकला असता आणि मी असमर्थ झालो असतो, तर फ्लॅटचे हफ्ते भरायला किंवा मग नसते भरला गेले, काही काही अडी-अडचण मी असती आणि मी आर्थिक मदत त्यावेळेस त्यांच्याकडून घेतली असती, त्यांनी दिली बी असती पण त्यांचा एक विश्वास तिथं तुटला असता, की नाही यार, मला माहिती होतं की याच्याकडून होणार नाही आणि ते तसंच झालं म्हणून, तर असा विश्वास नाही तुटू द्यायचा की जेणेकरून काय होईल ना की
बरोबर. हं. हो ना, हो. हं.
त्यांचा आपल्यामधला कॉन्फिडंट कमी नाही झाला पाहिजे आणि काय आहे ना, काही वस्तू, काही गोष्टी करताना, जे ना, सगळं विचारपूर्वक करा आणि ट्रान्स्परन्सी ठेवा. कुठल्याच गोष्टीमध्ये कुठलीच गोष्ट आई-वडिलांसोबत कुठलीच गोष्ट लपवू नका. तुमचा इन्कम सोर्स, अगर 1 रुपया येणार, तर तो स्पष्टपणे सांगा, मी 1 रुपया कमवतो आणि मी दीड रुपया खर्च करतो. ही गोष्ट क्लियर कट सांगा त्यांना. तुम्ही हे नका सांगू, मी 5 रुपये कमावतो
बरोबर. हं.
आणि माझा खर्च काहीच नाही म्हणून किंवा माझे असे सेव्हिंग्स आहे. काही खोटं बोलून काहीच फायदा नाही, त्यांना सगळं माहिती असतं. आणि त्यांची काही त्यांची काहीच अपेक्षा नसते की तुम्ही 2 पैसे द्यावा किंवा त्यांना हे करा. त्यांची फक्त एवढीच अपेक्षा आहे, तुम्ही काय आहे
बरोबर. पारदर्शकता ठेवा, त्या नात्यामध्ये.
तुम्ही सुख समाधानी राहा. व्यवस्थित राहा. तुम्हाला काही कमी नाही पाहिजे.
हो. बरोबर, हो. हं. म्हणजे एकंदरीत हो, नक्कीच. एक
आणि कुठल्या या कुठल्या आई-वडिलांना वाटतं की बाबा, त्यांच्या म्हणजे त्यांना असं काही बघायचं नसतं, फक्त त्यांना हेच पहायचं असतं, की बाबा, आपले मुलं जे ते गरीब नाही दिसले पाहिजे आपल्या आपल्याला जसे आपण होतो, आपण अ, एकदम अडीअडचणीचे दिवस काढले, काटकसरीने काढले, तसे त्यांच्या मुलांना वाटतं, की ते एक साज सगळ्या आई-वडिलांना वाटतं, त्याच्यामुळं ते صلاح देतात, चांगल्या गोष्टी शिकवतात आणि सांगतात आपल्याला.
हो. समजले, म्हणजे एकंदरीत त्यांना वाईट वाटायला नको, नाही का. माझा मुलगा अशा अवस्थेत आहे आणि मी काही करू शकणार नाही. आणि खरंच तोच मुख्य आधार राहतो आणि तो तुमच्या आयुष्याचा मुख्य आधार तुमचे आई-बाबा आहे, जेणेकरून ते तुमच्यासोबत पण आहेत. नक्कीच, खूप छान माहिती दिली आणि महत्त्वाची माहिती होती. नक्कीच, मी तुमच्याशी पुन्हा बोलेल. आ आवडेल मला बोलायला. धन्यवाद!
मला तुमच्याशी बोलून फार छान वाटले आणि पुन्हा बोलायला आवडेल, मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद तुमचे.